हां, हां. नक्कीच. मग तुम्ही आता असं म्हणालात, की काही अडचणी आल्यात, पण त्या करूनच आपल्याला असं पुढे जायचं असतं किंवा तरी पण करायचं असतं. मग तुम्ही सांगाल का असं, की अशा कोणत्या अ, आपण म्हणतो ना, की ह्या टाइपचे येऊ शकतात अडचणी. मग त्यासाठी असं छोटे-छोटे काय आपण अ, पावलं उचलू शकतो? जर असं कोणाला करायचं असेल.
हो ना. हो. हं. हो, हो. हो ना. आता याच्यामध्ये हो, आता कसं असतं ना एक धडा असतो म्हणजे अ, तुम्हालाही माहिती असेल, की मराठीचे यांचे जे अ, लेसन्स आहेत. अ, तर अ, वेगळ्या, वेगळ्या अ, विषयांवरती असे अ, विष हे असतात मग अशा वेळेला ना पात्र रंगवायला थोडंसं आपल्याला एडिशन द्यावं लागतं. आणि मुलांना ते सांगणं थोडंसं जड जातं आणि मी अ, शिक्षिका नाही बाय प्रोफेशन, तर मला थोडंसं ते अडचणीचं गेलं. पण अ, माझी मुलगी अ, ती जरा छ छान समजूतदार आहे आणि तिला मी समजावून सांगायची आणि मग ती तिच्या भाषेमध्ये तिच्या मैत्रिणींना, मित्रांना समजावून सांगायची. तर अ, जी अडचण मला येत होती, तिथं मला माझ्या मुलीनं खूप असं आधार दिला आणि आता आम्ही अ, अशाच पद्धतीनं बाकीचे सुद्धा त्यांचे लेसन्स जे आहेत. अ, ते रोल प्लेमध्ये म्हणा किंवा कथा कथाकथनकामध्ये अ, हे असं करत असतो. शिवाय त्याच्या गेम्स पण आम्ही तयार करतो, बरं का गणिताचे गणितासारखे जे आहेत ना ते आम्ही गेम्स तयार करतो. अर्थातच हे खूप लहान मुलं जी असतात ना, म्हणजे अ, 4थी-5वी जिथं अ, बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार अशी छोटी-छोटी गणित असतात. तिथं अ, हे साध्या-साध्या पद्धतीनं आम्ही अ, करतो. पण अ, मोठी गणितं मलाही येत नाहीत. अगदीच प्रामाणिकपणे मी मान्य करते. <chuckles>
हां, हां. हां, हां. अच्छा. हां. हां, हां. हं. अच्छा. हां. हां, हां. हां, हां. हं, हं. हां. बरोबर. हं. <chuckles> हां, हां. म्हणजे हां. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही वयानुसार आपण ते बदल नक्कीच करू शकतो, की कोणाला कसं समजवायचं.
हं. हो. हो. वयानुसार आता हं. हे करतो आपण. हो ना.

हो, हो, हो. नाही नक्की. चांगली गोष्ट आहे. कारण आत्तापासून तर उद्या त्यांना ते करायचंच आहे. ते त्या ह्याच्यात पडणारच आहे, सगळं करणारच आहे, तर नक्कीच आपण आज काहीतरी वेगळं देऊ शकतो मग अ, कसं अ म्हणजे मी असं म्हणेल, की मुलांच्या ह्या गोष्टी आहेत, की ते सगळं आवडीने करतात वगैरे, पण मग असं खूप वेळेला होतं, की त्यांचा मूड नसतो मग त्यांना तेच ते करून कंटाळा येतो किंवा ह्या पद्धतीच काय सारखं करायचं, बाहेर किती छान चाललंय सोशल मीडियावर किती मस्त चाललेलं आहे. हे नको वाटतं किंवा मग ऑनलाईन मी गेम खेळेल किंवा स्क्रॉलिंग असं, असं भरपूर गोष्टी होतात. मग त्यावेळेस आपण म्हणतो ना की अ, त्यांच्यातलं अ, मोटिव्हेशन कसं टिकवून ठेवायचं हं.
हो. <chuckles> हो. हो ना ओ, हो. हो ना, हो ना. अगदीच. हं. हो. हो. <chuckles> हां ना, हो ना. हो. हं. बरोबर. हां. होतात, होतात. <chuckles> अ, तर खरंच खूप सुंदर प्रश्न विचारलात तुम्ही, मी इकडे येणारच होते. अ, मला मान्य आहे, की मुलांना तेच ते पणा नको असतो आणि त्यांना दर दिवशी काहीतरी नवीन अ, ऊर्जा हवी असते. मग छोट्या-छोट्या गोष्टी, आता मुलांना शक्यतो सँडविचेस म्हणा किंवा पाणीपुरी, अ, कधी भेळपुरी असे पदार्थ आवडत असतात किंवा एखादा पिझ्झा. तर अ, आम्ही असं हे घरातच बनवत असतो आणि त्या दिवशीचा जो विनर आहे, त्याचा सगळ्यात आधी मान. असं एक अ, रिवॉर्ड एंड रिकॉग्निशन असं पद्धतीचं मी नो मोटिव्हेशन ठेवत असते. आणि अ, तो एक अ, मुलांसाठी एक हे असतं, की माझा पहिला नंबर येणार, मी आधी करणार, माझं छान होणार. आणि अ, हे जे रिवॉर्ड रिकॉग्निशन आहे, इथं पुन्हा कंटाळत नाहीत बरं का? कारण त्यांना आज काय पदार्थ आहे हे मी अ, सस्पेन्स ठेवलेला असतो आणि हे सिक्रेट असतं आमचं. आणि हे सिक्रेट मी कोणत्याही कंडिशनमध्ये लीक होऊ देत नाही. आणि अ, अशा पद्धतीने मुलांसाठी ते एक सरप्राईज असतं आणि ते मोटिव्हेशन मिळणारच असतं त्यांना म्हणून ते आवडीनं करतात. अगदीच, आणि 1 जण जरी मो डिमोटिव्हेट झाला ना तरी बाकीची 10 लोकं मिळून त्याला परत खेचून आणतात. अशा पद्धतीनं मुलं अ, म्हणजे धमालच असते आमच्याकडे पुष्कळ.
हां. हो. हां, हो. हं, हं. अरे वाह! <chuckles> अच्छा. हं. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. हं, हं. हं. <chuckles> छान आहे पण तुमचं असं खूप छान केलेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे अ, खूप छान टिप्स पण आहेत, म्हणजे अ, पहिल्यांदाच ऐकली हे असं कधी ऐकलेलंच नव्हतं.
हो. <chuckles> हो. <chuckles> आमच्याकडे मुलंही पुष्कळ आहेत आणि एकत्र कुटुंब पद्धती आमच्याकडे अजूनही आहे. त्यामुळे अ, खरंच हे सहज साध्य होण्यासारखं आहे आमच्याकडे म्हणून एवढं सुचतंय मला सुद्धा.
अच्छा. हां, हां. वाह, वाह! मग असं काही करतात का? म्हणजे आता समजा जसं मुलांना बोर होतं किंवा असं ते सतत नाही करू शकत. मग काही ब्रेक टाईममध्ये तुम्ही असं काही अ, त्याचं काही रूटीन केलेलं आहे का?
अ, हां. हो.

मग अ, अ, कसं होतं ना बघा अ, आता आज-काल आपण आता लहान मुलांचं बोलतोय किंवा या पिढीच बोलतो आहे. तर असं बरंच असतं आपल्याकडे की घरातली काही कामं असतात किंवा सण-समारंभामध्ये बघा आपल्याकडे पहिले लहान मुलांना पण अशी छोटी-छोटी कामं दिली जायची. जे आता कधी-कधी होत नाही किंवा आपला एकमेकांशी संवाद बराच कमी झालाय. पण तुम्ही काय सांगाल जर हे अशा छोट्या-छोट्या गोष्टी जर त्यांना शिकवायच्या आहेत. तर काय केलं पाहिजे?
हं. हो. हो. <chuckles> हो. हो ना, हो. हं. अगदीच, अगदीच. अ, मी परत इथे म्हणजे जी अ, मुलगी तर मोठी आहे, पण मुलं बाकीची जी लहान मुलं आहेत ना त्यांना त्यांचं अ, लेसन्सला समोर ठेवून मी त्यांची कामं देत असते त्यांना म्हणजे अगदीच सणाला सुद्धा आमच्याकडे अभ्यास अधिक हो. सणाच्या दिवशीसुद्धा अभ्यास अधिक सणातली कामं अशी आम्ही वाटून देतो त्याच्यामुळे मुलांमधला एक उत्साह वेगळाच असतो बरं का. म्हणजे त्यांना जर म्हटलं की अरे गणितातला चौथा धडा आपल्याला सांगतोय की अ, 1 डझनं 1 डझन म्हणजे किती? "मग अ, जा बरं गणेश तू 1 डझन केळी घेऊन ये आणि शेजारच्या कमलला दे." असं त्यांच्याच धड्यातले रेफरन्स त्यांच्याच धड्यातले अ, जेव्हा पात्र मी वापरते ना, अहो ते खूपच अ, मज्जा वाटते त्यांनासुद्धा. माझ्यासाठी पण ती कामं त्या-त्या वेळेला होऊन जातात. हो. आणि मी माझी कामं करत असते आणि मुलं त्यांची त्यांच्या ह्याच्यामध्ये छान एन्जॉय करत असतात. ते खरंच खूप सुंदर आहे. फक्त त्याला आपण कसं इनोव्हेटिव्ह बनवू शकतो याचा थोडासा विचार केला तर पालकांना खूप सोपं पडेल असं मला वाटतंय बरं का. हो.
हां. <chuckles> हो. अच्छा. हं, हं. हां. हां. हां. छान वाटतं. पण. <chuckles> हां. अरे वाह! हां, हां, हां. नक्कीच.

हो आहे ना, आमच्याकडे अ, ब्रेक टाईम म्हणून म्हणजे आठवड्यातून 2 दा आम्ही अ, गार्डनमध्ये फिरायला जातो. आणि अ, ज्यावेळेला जास्त थंडी किंवा पाऊस नसतं त्यावेळेला स्विमिंग गावाकडे अ, स्विम स्पेशली जातो, बरं का, गाव माझं इथून जवळच आहे. तर अ, विहिरीमध्ये स्विमिंग करायला मुलांना खूप आवडतं. तो एक असा आवडीचा ब्रेक आहे त्यांच्या. तर अ, ज्या हो आणि शेतामध्ये विहीर असल्यामुळे ते शेतामध्ये बागडणं, मुलांना काय व्होल वावर इस अवर असं छान वाटतं त्यांना. आणि खूप अ, ते असं इंटरेस्टिंग आहे त्यांच्या त्यांच्यासाठी ते त्यांना म्हटलं ना, चला विहिर आपल्याला. मग आधीपासूनच रेडी असतात. आणि मग असे जे अ, रुटीन ब्रेक करणं किंवा ब्रेक टाईम जो आहे त्याच्यासाठी अ, आणि बोर्डमसाठी मी अशा छोट्या-छोट्या युक्त्या वापरते जिथं
हां, हां. अरे वाह! <chuckles> हं, हं. वॉव! हां, हां.
एकत्र राहतील, त्यां परस्पर संबंध सुद्धा जास्त दृढ होतील. जेव्हा ते मोठे होतील, तेव्हा एवढ्या इझिली त्यांच्यात पडणार नाही याची पण अ, आत्तापासूनच बीजं रोवून ठेवल्यात आणि हे असं छान वाटतं मला सगळं करायला.
हं, हं. नक्क हं. खूपच सुंदर आहे, म्हणजे तुमचे विचारही खूप छान आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही सगळं सांभाळताय, ते खरंच खूप अप्रतिम आहे कारण माझ्यासाठी हे सगळं नवीनच आहे आणि असं बरचसं असं मला माझ्या खूप आठवण आली आहे कारण असंच हे लहानपणी असंच व्हायचं, आता असं काही होत नाही. त्यामुळे मला अ, त्याच्यातून जाग्या झाल्या. खूपच छान वाटलं तुमच्याशी हे सगळे संवाद करून. तुमचे अनुभव. टिप्स तर खूपच छान आहेत.
हो. <chuckles> आमच्याकडे <chuckles> हो ना. हो, अगदीच. <chuckles> आणि अ, मला सुद्धा म्हणजे
<chuckles>